मला सांगा की कुटुंबाचा वारसा म्हणजे तुमच्यासाठी नेमकं काय?
अ, कुटुंबाचा वारसा माझ्यासाठी म्हणजे काय आहे? आमच्या घरातली संस्कृती आणि आपले जे सण, त्यौहार आहेत किंवा जे छोटे-मोठे आपल्या घरात होणारे होणारे जे कार्यक्रम आहे ते एकत्रित पद्धतीनं व्यवस्थितपणे घालवणं आणि त्यातल्या त्यात मग काय आहे, की जेणेकरून सुख दुःखामध्ये
हं.
समाविष्ट होणं, हा कुटुंबाचा वारसा आहे, असं मला वाटतं.
येस. क्या बात! अं, छान असं सांगितलंय. मग मला सांगा ना की तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला कोणत्या मूल्याच्या वारसा असा म्हणजे मूल्याचा वस्तू म्हणूया किंवा वारसा असा मिळालाय, जो आता तुम्हाला आवडेल पुढे घेऊन जाय
अ, नक्कीच मला जे सांगायला आवडेल, की माझ्या कुटुंबाकडून जे अ, पारंपरिक जे सण, त्यौहार होतात, की त्याचे कशाप्रकारे आपण आदर ठेवला पाहिजे, की त्याचं पावित्र्य कसं राखलं पाहिजे? ते सण, त्यौहार कशा पद्धतीनं साजरे करायला पाहिजे? हा एक वारसा जो मला असं वाटतं की तो नक्कीच पुढे नेला पाहिजे.
हं. क्या बात! हं, हं. हं. बरोबर. हं, हं. नाही ते. तर मग अ, आता जसं आजच्या पिढींसाठी कुटुंबाचा वारसा किती महत्त्वाचा आहे, काय वाटतं तुम्हाला?
अ, हा फार अ, गांभीर्याचा विषय असं असं मला वाटतं. कारण की काय आहे ना, आता सोशल मीडियामुळे आणि हे स्क्रीन टाईम वाढल्यामुळे, की आजची जी पिढी आहे, की यांना जे आहे ना, आपल्या ह्या वारस्याबद्दल, सण, त्यौहार या गोष्टींपासून ते फार दूर गेलेले आहेत आणि याच्यामुळेच काय झालं ना, की त्यांना आपले माणसं, आपले नातेवाईक, आपले लोकं जे आहे ते त्यांना नकोशे वाटतात. त्यांना असा पर्सनल स्पेस हवा असतो नेहमीच.
हं, हं. हं. हं. हं. बरोबर, हो. अगदी, अगदी. हो ना.
तर त्यासाठी मला असं वाटतंय हे फार महत्त्वाचं आहे, की जेणेकरून त्यांना आपल्या ह्या कुटुंब कौटुंबिक वारसाबद्दल कळेल आणि जेणेकरून जे की आपल्या लोकांचा आदर करणं, आपल्या लोकांसोबत मिळून मिसळून राहणं, की ह्या गोष्टी ते चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजे.
नक्कीच. तर मग अ, कुटुंबाचा वारसा जेव्हा आपण पुढे न्यायचं बोलतोय, तुमच्या निर्णयावर त्याचा काही प्रभाव झालाय का किंवा टाकतोय का?
अ, निर्णयांवर अ, प्रभाव टाकायचा म्हणलं तर कौ कौटुंबिक वारशामुळं काय होतं ना की बऱ्याच अ, बऱ्याचवेळी आपल्याला काही छोटे-मोठे निर्णय घ्यावे लागतात की जेणेकरून काय होतं, की ठीक आहे घरातले काही मंडळींना नाही आवडत किंवा काही अडी-अडचणी येतात जसं मी म्हणलं आता जी-जी अ, नवीन पिढी आहे, की त्यांना हे कौटुंबिक वारशाबद्दल एवढं हे नाही. त्यांना ते बोज टाकल्यासारखं वाटतं. मग तिथं कुठं-कुठं काय होतं, की आपल्याला मग थोडंसं तो निर्णय तिथं द्यावा लागतो. थोडीशी जोर-जबरदस्ती का होत नाही करावी लागते.
हं, हं. बरोबर, हं. हं. हं. बरोबर. हं. अगदी, अगदी <chuckles>
तर मग ते तिथं त्यांना थोडंसं वाईट वाटतं. पण आपण हे जे करतोय ते आपल्या चांगल्यासाठीचं करतोय की यांना याचा त्यांना पुढे चालून कधी ना कधी एहसास होईल तो, असं मला वाटतं.
बरोबर, हं, हं. हं, हं. बरोबर. तर मग आता बघा ना जसं की आपलं परंपरा आहे आणि आधुनिक जीवन आहे, यात समतोल ठेवताना काही अडचणी येतात का?
अ, अगदी, अगदी येतात आणि त्या अडचणी अशा आहेत ना, की बऱ्याचवेळा काय होतं? की वेळेचा अभाव येतो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणलं तर. की पहिले आपण ज्या पद्धतीनं चांगला वेळ दिल्या जायचा, आता तसा वेळ दिल्या जात नाही. कारण की कामाचा कामामुळे आणि दैनंदिन जीवनामुळे हे शहरात असल्यामुळे काय होतं ना, की भरपूर काही अशा गोष्टी आहे की ते शक्यतो चांग यो योग्य पद्धतीनं वेळ दिला जात नाही आणि त्यातल्या त्यात काय आहे, की जसं पहिले कुठलेही सण, त्यौहार किंवा कुटुंब कौटुंबिक कार्यक्रम असले ते सगळेजण मिळून-मिसळून यायचे.
हं. बरोबर.
आता तेवढा मेळ-जोळ होत नाही, की आता कसं होतं ना, सगळ्यांना एका ठिकाणी बोलवायचं आणि मिळून काही कार्यक्रम करायचं म्हणलं तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यांचे आपले-आपले पर्सनल प्रॉब्लेम असतात, आपले-आपले काही ना काही कारणं असतात.
हं.
तर हा एक प्रॉब्लेम येतो आणि मग त्याच्यानंतर म्हणलं तर त्या सण, त्यौहाराची तयारी करणं. वेगवे आपल्या पद आपल्या पद्धतीनं. ते एक थोडंसं शक्य होत नाही. आणि आता शहरात असल्यामुळं काय आहे घरं छोटी-छोटी झाली आहेत. ते एक जागेचा एक मोठा प्रॉब्लेम येतो की ठीक आहे एवढे सगळेजण आले, तर मग त्यांची व्यवस्था ठेवणं, हा एक प्रॉब्लेम आहे. तर असे बरेच काही प्रॉब्लेम येतात.
तर अ, आता जसं आपण बोलतोय, की तुम्ही आता हा जो वारसा जो तुम्ही आता पुढे तुम्हाला न्यायचा आहे. तर जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ह्या गोष्टी बघितल्या सण, त्यौहार, तर मग काही आठवणी आहे का तुमच्या? आणि ज्याप्रकारे ते लोक साजरं करायचं, एकीकरण असायचं, तर मग काही सांगाल का एक किस्सा वगैरे असं, जे तुम्ही अनुभवलं आहे?
अ, नक्कीच. मला असं आठवतं की जेव्हा ग गणपती बसायचे ना, गणपती आगमन व्हायचं, तर त्या गणपती आगमनासाठी काय व्हायचं ना की आम्ही गावी जायचो आणि गावी गेल्याच्यानंतर काय व्हायचं ना की एक दोन दिवस अगोदर गावी जायचो म्हणजे काय होतं जेणेकरून ती तयारी करता येईल गणपती आगमनाची. मग ते मातीचं घर. मग ते मातीनं सारवणं, मग ते शेणाचा सडा आणि मग छोट्या-मोठ्या गोष्टींची तयारी आणि त्यावेळेस कसं होतं ना की सगळ्या गोष्टीची तयारी घरातले जे व्यक्ती आहे, कुटुंबातले व्यक्ती आहे, ते सगळे मिळून करायचे एकजुटीनं. आता कसं आहे सगळं ऑनलाईन मागवणं, ऑनलाइन शॉपिंग करणं, बऱ्याच काही वस्तू अवेलेबल आहे. पण त्या काळात तसं नव्हतं. त्यावेळेस काय होतं ना सगळं तुम्हालाच करावं लागायचं आणि मग त्यावेळेसचं जे एकत्र येणं, मग ते एकत्र जेवणं, एकत्र रात्रीच्या गप्पा, गोष्टी मग त्या अ, गण गणपती आगमनाची तयारी. कशी आरास ठेवायची? काय डेकोरेशन ठेवायचं? ती एक ओढ होती आणि त्याच्यातल्या त्याच्यात काय होतं ना की एक कुठं ना कुठं असं वाटायचं ना गावामध्ये एक छोटासा कॉम्पिटिशन का असत नाही की बाबा आपल्या घरातला गणपती सगळ्यात चांगला दिसला पाहिजे, त्याचं डेकोरेशन चांगलं दिसलं पाहिजे. तर मग हा जो विचार होता ना, तो गणपती वर्षातून एकदा येतो. पण हा विचार सतत वर्षभर डोक्यात राहायचा, हो. की छोटे-मोठे खेळणी असायची आपली, ती खेळणी सांभाळून ठेवायची, "नाही आपण जेव्हा गणपती बसवू तर ही खेळणे समोर ठेवली तर छान वाटतील." छोट्या-मोठ्या वस्तू विकत घेणं, सांभाळून ठेवणं ते वर्ष-वर्षभर तर ही एक ओढ होती, ती आता कुठे दिसत नाहीये.
हं, हं. आ, हो. हं, हं. हं, हं. बरोबर. हो, हो, हो. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. बरोबर. हं, हं, हं. हां. हं, हं, हं. हं. हं. बरोबर. बरोबर. हं, हं. अगदीच. बरोबर, बरोबर. हां, हां. हं, हं. बरोबर. हां. अगदीच, अगदीच. हां. हं. बरोबर. अगदीच ना. तर अ, बोला ना बोला.
तर ते ती लहानपणाची आठवण आहे ना, ती अजूनही असं वाटतं, की त्यावेळेस जे सण साजरे व्हायचे, ते आता कुठेतरी मिस झालेले आहेत.
अगदीच. तर मग, आता बघा ना, की आता जसं तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांसोबत अ, ब बघितलं असेल, की ते कसं त्यांच्या आई-वडिलांना नी तो वारसा त्यांच्यावर दिला होता, तो पुढे आणला. मग असं तुम्ही लहान असताना असे मोठे झाले आणि कधी तो वारसा तुमच्यावर आला आहे आणि ते जिम्मेदारी आले आहे, की आता मलाही ही संस्कृती आणि ह्या सगळ्या गोष्टी जसं सण आहेत एकीक सगळ्यांना बोलवणं हे नेण्याची जबाबदारी जेव्हा तुमच्यावर आली, तुम्हाला काय वाटलं नेमकं, की आपण हे बघितलंय, आता आपल्यालाही हे पुढे न्यायचं आहे. काय फीलिंग्स होत्या तुमच्या, काय सांगाल?
अ, नक्कीच मला आहे ना, पहिल्यापासून घरात सांगण्यात यायचं, म्हणजे सगळ्यांकडनंच, आजी-आजोबा, काका-काकू, की ठीक आहे, आता तू घरातला मोठा मुलगा आहे. तर आपल्या सगळ्या कुटुंबाला, सगळ्या कुटुंबातील लोकांना तुला पुढं घेऊन जायचं आहे, तुझ्या भावंडांना. तर तुला त्यांची विशेष काळजी घेणं आहे की जेणेकरून काय होईल, की त्यांनाही आवड निर्माण होईल. आता हे तुझ्या हातात आहे. आतापर्यंत जसं आम्ही इथपर्यंत घेऊन आलो होतो, आता हे तुझं काम आहे, की तू पुढं घेऊन जायचं, त्यांना सांगायचं, ते पुढं घेऊन जातील म्हणून. तर हे जिम्मेदारीचं काय आहे ना, त्यांनी लहानपणापासून प्रत्येक वेळेस जेव्हा गणपती बसायचे, तेव्हा प्रत्येक वेळेस हे असायचंच, की जेणेकरून मग मला त्याची जाणीव होती, की म्हणलं आपण काय चांगलं करू शकतो, आता हे असं करतात, आपण असं करू, तसं करू. पण जेव्हा प्रत्यक्षात वेळ येते ना, तेव्हा प्र तेव्हा कळतं की नाही, खरंच ही मोठी जिम्मेदारी आहे आणि याला पार पाडणं थोडंसं कठीणच जाणार आहे. आणि त्यातल्या त्यात आता मग हे जे आता जेन-झी, अ, पीपल जे आलेले आहेत, युवक मुलं जे आलेले आहे घरामध्ये, तर मग त्यांना कुठेतरी ह्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करणं फार अ, कठीण जातं. तर मग वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना कसंही करून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणं, थोडंसं दाखवणं, हे आहे अजून, पण तरी हा वारसा जो आहे माझ्या अ, वडिलांकडे आणि अजून त्यांच्याकडेच आहे. फक्त मी होईल तेवढी मदत करतो. फक्त काय आहे? फ्रंट फेस माझा आहे, की "बाबा, हा तुला करायचंय, तू हे कर. आम्ही हे बघतो, हे देतो", पण आहे त्यांच्याकडेच. कामं आपल्याकडून करून घेतात छो <chuckles> थोडक्यात म्हणलं तर.
हं, हं. हं, हं, हं. हं, हं. बरोबर. बरोबर, हं. सांगायचे. हां. बरोबर. हो, हो, हो. हं. अच्छा. <laughs> हो. अगदी, अगदी, अगदी. तर अ, मला एक सांगा ना, की आता जसं आपण बोलतोय की जेन झी वगैरे पण तुम्हाला काय वाटतं किती गरजेचं आहे हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं?
फार महत्त्वाचं आहे अन फार गरजेचं आहे. आता काय आहे ना, की ज्या पद्धतीनं घराघरांमध्ये वातावरण आहे, तर ते बघून थोडीशी अशी भीती वाटते अ, आणि असं वाटतं, की बाबा आपली जी संस्कृती आहे, वारसा आहे, आपली जी परंपरा आहे, ती कुठं ना कुठं विलुप्त पावती आहे. कारण की काय झालं ना, की पहिले आता गावातून शहराकडे आले नोकरीसाठी. ठीक आहे. आता नोकरीकडे आल्याच्या नंतर, आता नवीन परिवार सुरू झाला. आता एक परिवार जो आहे ना, तो एक म्हणजे एकला प अ, एकटा परिवार झालेला आहे. मी, माझी बायको आणि माझी मुलं.
हं. हं. हं. हं. बरोब हं. बरोबर. अच्छा.
याच्या पलीकडे विचारणा जात नाहीये आणि ते घरातही वातावरण असं होतं. आता बऱ्याच वेळा असं होतं ना, की आपल्याच आता कसं असतं ना, आपले काका आहे काका आहे तर असं वाटतं असं असतं ना, ते आपलंच घर आहे.
बरोबर. हं.
पण, बऱ्याच वेळा असं होतं ना, की मला तिथे गेल्यानंतर असं जाणवतं, की मी एखादा पाहुणा आलोय की काय म्हणून? कारण ते घरामध्ये आपण जेव्हा एंट्री करतो ना, तर ते हॉलमध्ये बसलेले ते मुलं आहेत, ते आपल्या मोबाईल-वोबाईल घेऊन ते बेडरूममध्ये निघून जातात. कोणी कुठं निघून जातात. आपण 1-1 2-2 तास जरी असले ते बेडरूमच्या बाहेर येत नाही शक्यतो बोलायला, की "काय चाललं दादा, काय नाही चाललं, दादा हे, दादा ते." मग तिथं कुठेतरी असं जाणवतं, की साला आपण आपल्याच घरातले व्यक्ती म्हणलं, आपण एकाच रक्तातले, एकाच नात्यातले पण एवढा दुरावा, त्यांना एवढं न आपणच नको असं वाटतंय तर बाहेरचे पाहुणे-रावळे ते काय बघतील? आणि मग याच्यातूनच सण, त्यौहार म्हणजे ही मिसळणूक हो होणारच नाही ना? आणि मग ते घरातही असे भाषा बोलतात की कोण हिंदी बोलतं, कोण इंग्लिश बोलतं, मराठी माणूस मराठी बोलत नाही, काहीच काहीच असं हे दिसतच नाही. असं वाटतं की हे नमक नेमकं घर कोणतं आहे? कारण की त्याच्यात कोणती परंपरा आहे? असं असं वाटतं ते. ख्रिसमससारख्या सणांना महत्त्व दिलं जातं आणि आपल्या एवढे महत्त्वाचे सण आहे, की त्यावेळेस ते असे दिसतात. दिवाळी आहे, दसरा आहे, आपण जेव्हा अ, पाया पडण्यासाठी जातो किंवा मग काही सोनं देण्यासाठी, घेण्यासाठी जातो आपल्याकडे जी परंपरा आहे. तर त्यावेळी ते असं दिसतात की सण, त्यौहार संध्याकाळची वेळ आहे, घरात ते टीव्ही चालू. असं काहीच असं महोलच दिसत नाही सण त्यौहारचा. ते शॉर्ट्सवर कोणी फिरत आहे, कोणी बनियानवर फिरत आहे आणि आपण गेलं तर म्हणतो हाय, हेलो. अरे, "तिळगूळ घ्या गोड-गोड बोला, हे सोनं घ्या." हे काहीच प्रकार नाहीये. तर मला असं वाटतं की हे फार गंभीर प्रकार आहे आणि आपण याच्यामध्ये थोडंसं विशेष लक्ष दिलं पाहिजे.
<chuckles> येस. हं. बरोबर. करतो. <chuckles> अगदी, अगदी, अगदी. हां. अगदी, अगदी, अगदी. हं. <laughs> <chuckles> मग, प्र पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे ना, आता सध्या कुठेतरी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे.
पालकांचं असं झालेलं आहे ना, आता पालक म्हणजे काय आहे, की घरात जे निर्णय घेतल्या जातात ते मुलांना विचारून घेतल्या जातात आता, मला असं दिसतंय. कारण की आता मुलांना काही बोलणं किंवा थोडंसं बी त्यांच्या मुलांना आदर सत्कार नाही भेटला तर त्यांची मुलं लगेच डिप्रेशनमध्ये चालल्या जातात.
हां. हो.
गंभीर परिणाम होतो त्यांच्यावर. आपल्यावेळेस असं होतं ना की आपल्यावेळेस आपल्याला, गल्लीत गल्लीतला चालणारा माणूस गल्लीतला चालणारा माणूससुद्धा आपल्याला फटका देऊन द्यायचा. "काय रे रस्त्यावर खेळतो का? बाजूला हो." तर घरात येऊन अजून म्हणायचे, "अजून एक द्या त्याला."
हां ना म्हणजे बापरे. धो-धो धुवायचे. एक फटका दिला तर आपलं हां, हां. हां. हां, हां, हां. अगदीच ना. <laughs>
मग हे सगळं आता हे ल् शाळेतही घ्या ना शाळेतलं उदाहरण घ्या, शाळेत टीचरला जाऊन सांगायचे, "मारा त्याला. त्याला शिक्षा द्या. जेवायला नका सोडू त्याला इंटरवलमध्ये, त्याला आज शाळेतून लवकर नका सोडू." आणि आता शाळेत थोडंसं काही बोललं तर लगेच जाऊन कंप्लेंट करतात प्रिन्सिपलला.
बरोबर. आता म्हणजे एकदम सेन्सिटिव्ह केलंय एकदम मुलांना एकदम नाजूक-साजूक झालेत सगळे मुलं म्हणजे, त्रास नकोय. हं, हं.
सगळी मुलं आजकाल तोंडावर बोलतात, अक तोंडावर बोलतात, "त्याच्या परीक्षा आहे ना, त्याला राग येतो, त्याला जास्त जोराने बोलू नका, त्याला आवडत नाही, त्याला डिस्टर्ब होतं." अरे काय करतोय तो मोबाईलवर PUBG खेळतोय तो, काय डिस्टर्ब होतंय त्याला?
हां. मग काय नेतील हे मग वारसा पुढे?
मग तेच तर आहे ना की काय वारसा नेतील? आणि ज्यांना बघून काय दुसरी पिढी खराब होतीये.
बरोबर, अगदी.
आपण काय आहे? आपल्या मोठ्यांचा आदर घेऊन पुढे चालतो. आता हे मोठेच असे राह निघाल्या निघल्यानंतर पुढची पिढी काय आदर घेणार आहे यांचा?
मग? <chuckles> अगदी, अगदी. नाही 100% सहभागी आहे, मी याला सहमती आहे, असं सांगेल. पण मग मला सांगा ना, की मग आता असं चाललंय की अ, वारसा फक्त हा आता तुम्हाला काय वाटतो की संपत्तीपुरताच आहे की मर्यादाही असायला पाहिजे, जसं आपण बोलतोय?
हां, नक्कीच. संपत्तीचं काय आहे ना, आता संपत्ती तर सगळ्यात पहिलेच वाटून घेतलेल्या आहे सगळ्यांनी. संपत्ती तर काही ठेवलंच नाही कारण की काय आहे ना, संपत्ती हां, संपत्ती ख तसं पाहायला गेलं तर संपत्ती आहे ना तो खरा वारसा होता. ती जपून ठेवायला पाहिजे होती, ती आठवण होती. अगर तुम्ही संपत्ती जपून ठेवली असती, गावाकडचे घरं, शेती ह्या गोष्टी तुम्ही जपून ठेवल्या असत्या ना, तर हा वारसा वाढला असता अजून. पण तुम्ही काय केलं? त्याच्याच वाटण्या करून घेतल्या. शहरात येऊन आपापलं वेगवेगळं कुटुं आपलं-आपलं वेगवेगळं काय आहे ते घर घेतलं. कुटुंब वारसा आणि मग आता आपण वारसा बोलून काय फायदा त्याला?
<laughs> जे होतं गेलं. <chuckles> हं, हं. हो. हं, हं. बरोबर, हं.
तर ते की आता वारसा जपायचा म्हटलं तर मग ते एक एक-एक म्हणजे एका ठिकाणी जमा होतं आणि मग हे एक सगळे कौटुंबिक कलह आहे ना, की हे कुठे ना कुठे निघून येतात. जेणेकरून काय आहे ते टिकवणं फार महत्त्वाचं आहे आणि ते खरंच आपण कितीही प्रयत्न केला. ते मन जुळले पाहिजे शेवटी.
बरोबर, हं. बरोबर, हं. अगदीच. हं.
तेव्हाच तो पुढे जाईल वारसा.
नक्कीच. नाही खरंच आता काळाची गरज आहे. कारण की आपली संस्कृती आहेत, आपल्याला पिढ्यान पिढी आलं आहे. तर ते कुठेतरी जपलं पाहिजे त्या बाबतीत. अ, खरंच अ, छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून अ, नक्कीच मला आवडेल तुमच्याशी आणखीन विषयावरही बोलायला. तुमचे आभार आणि खूप-खूप धन्यवाद!
मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटले आणि पुन्हा बोलायला आवडेल. मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद!